अ, नाही, मला असं नाही म्हणायचं आहे. मला असं म्हणायचं आहे, की पालकांचं हयाकडे लक्ष पाहिजे. म्हणजे ठीक आहे, शाळेचा निर्णय घेताना अ, ज्यावेळेला कोणत्या शाळेत टाकायचं आहे हा निर्णय घेताना ही पालकांची जबाबदारी असते. तेव्हा तर काही मुलांना कळत नाही की मला कोणत्या शाळेत जायचं आहे. त्या वयात ती मुलं नसतात, पण तोही निर्णय घेताना आपल्या घरचं वातावरण काय आहे, आपण आपल्या मुलाला कोणत्या वातावरणात वाढवतो आहे काय होतं माहिती गंमत, ज्यावेळेला एखादी मध्यमवर्गीय अ, फॅमिली असते, मध्यमवर्गीय कुटुंब असतं आणि ते मध्यमवर्गीय कुटुंब फक्त समाजाच्या स्टेटसप्रमाणे एका आपल्या आवाक्याच्या बाहेर असणाऱ्या एखाद्या शाळेत, अर्थात यामागे मुलांचाच चांगला विचार असतो, की आपल्या मुलाचं-मुलीचं चांगलं व्हावं. पण त्याने होतं काय, की मुलं अशा अ, एका सराउंडिंगमध्ये वाढायला लागतात, की जिथे मुलांना साध्या वाढदिवसाच्या पार्ट्याही 5 स्टार हॉटेल्समध्ये करण्याची सवय लागते. किंवा तिथे प्रत्येक मुलाच्या हातामध्ये iPad, iPhones, अशाच कित्येक शाळा आहेत. मग या मध्यमवर्गीय पालकांवर ह्याचं वेगळं प्रेशर येतं. म्हणजे त्या मुलांचं शिक्षण, कॅरियर तर बाजूलाच राहतं.
अच्छा. हां. कळत नसतं हो. हं. बरं. हां. हां. हं. बरं. हां. हां. हां. हां. हां. अ हो. बर्डन येतो बरोबर आहे. राहतं आणि बाकीच्या गोष्टींवरच पैसा खर्च करावा लागतो आणि
आणि बाकीच्या गोष्टींचं एक सामाजिक अ, दबाव असतो ते वेगळं. म्हणजे आपण देऊ शकत नाही म्हणून त्या मुलाला सफर करावं लागतंय.
हां. आपल्या मुलाला तरी चांगलं झालं हो किंवा आ आपल्याला नाही जमलं तर आपली मुलं तर निदान शिकू देत. अशी मेंटॅलिटी असते साधारण. हां.
कारण आप हां. हां, म्हणजे हां आणि ह्या प्रेशरखाली मुलं जी भरडली जातात ना
हां.
ते ती मुलं व्यक्त करण्यासाठीही त्यांच्याकडे भाषा नसते.
नक्कीच. हे म्हणजे चुकीचं आहे एकदम. <chuckles> तर त्याचा विचार करणं गरजेचं आहे खूप, आता आजकालच्या लाईफमध्ये तरी, हो.
<chuckles> फार चुकीचं आहे म्हणजे हो अर्थात. आणि अ, मी असं कित्येक म्हणजे मी या शिक्षण या क्षेत्रात असल्यामुळे अ, अशी कितीतरी उदाहरणं मी पाहिलीत ना, की पालकांना वाटतं की माझ्या मुलाने ना, इंजिनिअरच व्हायला पाहिजे. माझ्या मुलाने डॉक्टरच व्हायला पाहिजे. मग अ, माझ्या मुलानी
हो. हो, डॉक्टर व्हावं पण नक्की. हां म्हणजे ठराविक अ, असे साचे आखून देण्यात काही असं म्हणजे पॉइंट नाही आहे ना. म्हणजे थोड्या इकडं-तिकडं पण डायव्हर्सिफाय होऊ शकतो आपण. म्हणजे अशी अनेक क्षेत्र आहेत, की ज्यात तुम्ही चमकू शकता किंवा नावलौकिक घडवू शकता. हं. तर अ, तसं मार्गदर्शन होणं म्हणजे गरजेचं आहे ना पाल्य क म्हणजे पालकांकडूनसुद्धा आणि त्यामध्ये शाळेचा पण रोल येतो ना, की बाबा तू ही रोल आहे. हां.
हो. अगदीच, अगदी. पण त्याच्यासाठी मुलांच्या हं. हो शाळेचा रोल नक्कीच येतो. पण अ, प अ, पालकांबद्दल जर आपण बोलायचं झालं ना तर पालक आठवीमध्येच मुलांना G-A-T-Eच्या एक्झामच्या क्लासेसना घालतात. इंटिग्रेटेड कॉलेजेस् शोधून ठेवतात. आणि हो, आणि मग त्या इंटिग्रेटेड कॉलेजमध्ये एडमिशन मिळण्यासाठी एवढे मार्क मिळाले पाहिजेत ह्याचं एक वेगळं प्रेशर देतात. पण ह्या सगळ्या प्रेशरमध्ये त्या मुलाला काय आवडतंय?
हां. हां. अरे देवा! हां. हं.

त्याचा कल कुठे आहे? तो ज्यावेळेला शाळेत जातो आहे, अभ्यास करतो आहे त्यावेळेला कोणते विषय त्याला जास्त आवडतायेत? हे ऑब्झर्व्ह करा आधी.
हां. हां. बरं. अच्छा.
थोडंसं मुलाला अ, खुलू द्या. त्याला काय आवडतंय हे त्याचं त्याला एक्सप्लोर करू द्या. तुम्ही एक्सप्लोर करण्यासाठी गोष्टी द्या ना. म्हणजे अ, तुम्ही एखाद्या ठिकाणी घेऊन जा, विज्ञान प्रदर्शनांना घेऊन जा, चित्रकलेच्या प्रद प्रदर्शनांना घेऊन जा. मग हां, त्यात मुलाला काय आवडतंय?
करू द्या. हो, बरोबर. त्याला कुठे आवड आहे ती लक्षात घेतली पाहिजे. हां म्हणजे एक्झॅक्ट ते तारे जमीन पर मध्ये झालंय तसं होऊ दिलं नसलं पाहिजे म्हणजे त्याच्या शिक्षकाला रिअ रिअलाईज झालं, की त्या मुलाची आवड काय आहे? नाहीतर त्याची आई त्याच्यावर जोर जबरदस्ती करायची, की तू अभ्यास कर, अभ्यास कर. हां म्हणजे ते चित्र समोर येते थोडक्यात डोळ्यासमोर. हां.
एक्झॅक्टली. काय आहे? हो, अभ्यास कर अगदी खरंय. म्हणजे हो म्हणजे आपण जेव्हा एखाद्या आईसक्रीम शॉपमध्ये जातो तेव्हा आपल्याला हे आईसक्रीम खायचंय हे कसं कळतं जेव्हा आपल्या समोर 10 चॉईसेस असतात.
हां. हां, बरोबर एकदम.
तर ह्या चॉईसेससाठी मुलांना आधी एक्सप्लोर तर करू द्या. की आपल्या समोर काय, काय वाढून ठेवलेलं आहे? मग मूल चूज करेल ना, की मला हे हवंय.
नक्कीच, हो. हां. हो, मला हे हवं आहे. बरोबर, एकदम बरोबर.
तर ही संधी पालकांनी मुलांना दिली पाहिजे असं मला वाटतं.
तर हो एकदम बरोबर तर छान म्हणजे तुम्ही छानच गाईड केलं, की पालकांनी नेमकं काय केलं पाहिजे? त्यांच्या मुलांचे म्हणजे मुलांमध्ये काय कलागुण आहेत? त्याचे म्हणजे त्याचं ते रिअलाईज करता आलं पाहिजे. त्यांचा कल म्हणा किंवा त्यांची आवड कुठे आहे तेही त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार त्याच्या करियरची दिशा ठरवली पाहिजे. मग तुम्ही त्यामध्ये शिक्षकांचा अ, सल्लासुद्धा घेऊ शकता किंवा त्याची आव आवड कुठे आहे त्याला मार्गदर्शन शिक्षकांमार्फत सुद्धा होऊ शकतं. म्हणजे पालकांनी नक्कीच मार्गदर्शन करावं, पण त्याचं त्याची काय इच्छा आहे, त्याचा काय कल आहे? ते पण लक्षात घेतलं पाहिजे तर, छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. तर वाटलं तर पुन्हा नक्की भेटू, धन्यवाद.
<chuckles> खरं आहे. हो. हो. हो. नक्कीच. नक्कीच. हो, हो, हो अगदी बरोबर. मलाही खूप छान वाटलं. नक्कीच खूप-खूप धन्यवाद.

पण शिक्षकाने किंवा पालकांनी काय करायचं असतं? फक्त पाणी घालायचं असतं आणि योग्य वेळी खत घालायचं असतं. की मग ते झाड सुंदर बहरतं.
हां. खत घालायचं असतं. ते दिशा द्यायची. हां. बहरतं, बरोबर.
पण आपण काय करतो? आपण ते झाड सफरचंदाचं असेल हां, तरी आपण म्हणतो की या सफरचंदाच्या झाडाला आंबेच आले पाहिजेत. अरे! कसं होईल असं? <chuckles>
<chuckles> सगळं अपेक्षांचं ओझं. हां. हां. हां. <chuckles> अ, म्हणजे एक विनोद आहे मोठा तो. <chuckles> समाज आणि नातलग जे असतात, यांच्या मतांमुळे पण असा पालकांवर अ, दबाव येतो का म्हणजे? हां. हां. तसं काही उदाहरण सांगू शकता तुम्ही म्हणजे काही किस्सा वगैरे? हां.
<laughs> हं. खूप, खूप म्हणजे अ, नातेवाईक किती हो, हो, हो, हो. म्हणजे माझ्यासोबतच घडलेलं आहे हे. अ, म्हणजे मी जेव्हा 10 होते त्यावेळेला मी एकतर ना शाळेत असताना अ, असंख्य एक्स्ट्राकरिक्युलर एक्टिव्हिटीजमध्ये असायचे. सगळ्याच. आणि मी वर्गाचे तास हो, वर्गातले तास मी फार कमी अटेंड करायचे. म्हणजे वर्गात मी फार कमी असायचे. मग काय डान्सची स्पर्धा, मग काय निबंध स्पर्धा, मग काय वक्तृत्व स्पर्धा, मग एकपात्री अभिनय स्पर्धा. अशीच असायचे आणि मी 10 ही मी तेच केलं.
हां. हां. हां. अरे! हो का? मस्त. <chuckles> बरं. अच्छा. बरं. अच्छा, म्हणजे अ अभ्यासाव्यतिरिक्त इतर एक्टिव्हिटी पण तुम्ही भरपूर करायचा. अच्छा.
पण माझ्या आईचं असं खूप. हो म्हणजे अभ्यास कमीच केला. खरं तर. <chuckles> आणि
अच्छा. <chuckles> पण आता अ, शिक्षण क्षेत्रात आहात ना तुम्ही. खरं त्या ओघाने.
हो, हो. <chuckles>
<chuckles> हां.
तर माझ्या आईचा विश्वास होता मुळात माझ्यावर. तिने माझ्यावर खूप, खूप विश्वास ठेवला होता. तिला माहिती होतं की वेळ आल्यावर मी स्वतःला सिद्ध करणार. तर त्यामुळे अ, तिला सगळे नातेवाईक म्हणायचे, "अगं, 10चं चं वर्ष आहे आणि काय ही मुलगी सगळ्या स्पर्धा करते. थांबव आता." आणि प्रिलिम्समध्येही मला असे काही फार ग्रेट मार्क मिळालेले नव्हते. म्हणजे प्रिलिम्सपर्यंत माझा काही अभ्यास झालेला नव्हता.
हां. हां. हां. हां. हो. <chuckles> नव्हते. हां.